परत आता गोष्टी आम्ही करू का नाही ते बघायला लागेल. पण मला ने नक्की असं वाटतं, की जर त्या परत करायच्या असल्या तर आम्ही थोडं डोकं आमचं जास्त वापरूया, कारण अ, झालं वेगळ्या पद्धतीने. हो कारण झालं कसं की जेव्हा आमचा खाली जेव्हा आलो ना, ते माउंट एव्हरेस्ट चढा म्हणजे चढायचा जो प्रयत्न आम्ही केला त्याच्यावरनं, तर तो माणूस आम्हाला खाली घेऊन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की "हे बघा हेलिकॉप्टरनी तुम्हाला पूर्ण डोंगराच्या अवतीभोवती सगळा हिमालय व्यवस्थित बघता येईल. तुम्ही ते करा." हो, तर ते आम्हाला बरं वाटलं आणि मी केला आम्ही म्हणजे 5 मित्र होतो. तर आमच्यामध्ये 1 हेलिकॉप्टर आम्हाला घेता आलं आणि त्यांनी इतकं सुंदर आम्हाला अगदी टोकापर्यंत ते हेलिकॉप्टर गेला. आम्ही पूर्ण माउंट एव्हरेस्ट पाहिला. त्याच्या आजूबाजूला सगळं फिरवलं. तर म्हणजे हां, तर म्हणजे आम्हाला वाटलं की नाही का कुठे ना कुठेतरी एक प्लॅन बीसुद्धा ठेवावा माणसाने आयुष्यात.
हां, म्हणजे वेगळ्या पद्धतीने कराल, पण कराल. <chuckles> हं. हां. तर कशाला एवढी मेहनत करते? <chuckles> हां. अरे वाह! खरंच सुंदर, सुंदर. हं, तुमच्या मित्रांमध्ये असं कोणतरी जाणकार वगैरे तरी होता का किमान, म्हणजे ज अजगरच्या वेळेलासुद्धा आणि असं असं माउंट एव्हरेस्टला चढणारा वगैरे का सगळेच अ, नवखे?
सगळेच नवखे. कारण हे बघा ना, अ, ग्रुपमध्ये आपल्या अशी 1-2 लोकं असतात, जे असं दाखवतात, की नाही का आपण खूप जाणकार आहे. आपण घरी नाही का, घरी स्वयंपाक करत असलो, तर ते दाखवतात की आपण मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचा आहोत नाही का, आम्हाला सगळंच येतं. पण अ, थोडं नाही का कळून येतो थोडं अर्थ
हां, हां. हो. <chuckles> नक्कीच, नक्कीच. मग तेव्हा त्या भीतीच्या क्षणी कळा कोण मग कुणाचा बोल उघडकीस झाला का?

तर कसं होतं तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, तर थोडं नाही का असं उगीचचं कॉन्फिडन्स जास्त होता म्हणजे नको तो कॉन्फिडन्स होता अंगात आणि तेवढी अक्कल ही नसते हो, म्हणजे थोडा आपण बालिशही असतो, थोडा उत्साह जास्त असतो अंगात.
हं, हं. पण त्यामुळे तुमचा मोठा अ, काय म्हणतात अ, अनुभव एक गाठीशी आला. एक नाही, 2-2 गाठीशी आले मित्रांबरोबर. <chuckles>
अनुभव येतो. हो ना. तर त्यांना म आणि कसं आहे ना इंग्रजीत त्याला योलो म्हणतात की यू ओन्ली लिव्ह वन्स म्हणजे आयुष्य आपण एकदाच जगतो. तर त्याच्यात करून घ्या. कुठे ना कुठे तरी आम्ही अशा बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी केल्यात हो मित्रांमध्ये आणि ते अजूनही आठवतात आणि जेव्हा आम्ही त्या लोकांना सांगतो ना, तेव्हा लोकांना कधी तर विश्वासच बसत नाही, की नाही असं होऊच शकत नाही. पण आम्हाला माहिती आहे, की आम्ही करून पाहिलंय आणि त्या अनुभवावर
ओ. जे करायचं अरे वाह! हं, हं. अरे! हल्ली तर ते फोटो पण काढता येतात. असतील ना तुमचे फोटोज वगैरे असतील त्यावेळेचे?
हो, हो, हो, अगदीच भरपूर फोटो आहेत. नक्कीच आणि आजही जेव्हा मी लोकांना सल्ला देतो ना, मला बरीच लोकं सल्ले मागतात, की काय करावं? कुठे जावं? मी स्वतःचं उदाहरण त्यांना देऊ शकतो. मी असं लूक कोणीतरी दुसऱ्यांनी सांगितलेलं किंवा इंटरनेटवर वाचलेलं उदाहरण देत नाही. मला स्वतःची उदाहरण देता येतातं.
हो, हो. हां, हां. मग त्यांना सांगता का असं काही साहस करू नका म्हणून?
मी त्यांना सांगतो जपून करा. म्हणजे आहेत ना आजकाल तुम्हाला म्हणजे माउंट एव्हरेस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं हेलिकॉप्टरनी बघताय, तर चढायची गरज नसते.
अ, म्हणजे काय <chuckles> हां, हां.
किंवा जंगलांमध्ये फिरायचं असलं, तर आजकाल ग्रुप असतात हो, म्हणजे अख्खा ग्रुप असतो. त्याच्यात गाईड असतात. ते तुम्हाला व्यवस्थित अ.
बरोबर. त्यांना काय करायचंय ते माहिती असतं. त्यांच्याबरोबर करा जे करायचंय ते. उगाचचं धोका नाही. हां.
तर आम्हीही गेलोय ट्रेकिंगला वगैरे, आम्हीही गेलोय अशा लोकांबरोबर आणि तिथे म्हणजे काही त्रास होत नाही. ते खूप छान अनुभव होते आमचे.
नक्कीच, नक्कीच. मस्त-मस हे छान-छान गोष्टी सांगितल्यात तुमच्या साहसीच्या गोष्टी सांगितल्यात <chuckles> आणि खरंच तुम्ह मजा आली ऐकून. माझ्याशी या गोष्टी शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
<chuckles>